अच्छा, अच्छा, अच्छा! बरं, बरं.
ठीक आहे, हे झालं. मग आता हे आपण किती दिवस साधारण ठेवून द्यायचं असंच? तर 7 दिवस ठेवायचं असतं. साधारणतः 7 ते हां, 7-15 दिवसाचा स्पॅन असतो.
हं, हं, हां, हां. हां, हां. 7 दिवस साधारणतः बरं. मग ते सीझननुसार काय चेंज उन्हाळ्यामध्ये लवकर होतो, पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात उशीर लागतो, असं काही त्याच्यामागचं आहे का?
उन्हाळ्यात लवकर होतं. कारण उष्णता जास्त असते वातावरणात आणि उष्णता आपलं इडलीचं पीठ कसं लवकर आंबतं किंवा दह्याचं विरजण लवकर लागतं उन्हाळ्यात, तसंच कंपोस्टिंगसुद्धा उन्हाळ्यात लवकर होतं कारण त्याला उष्णता मिळते जास्त. मोड ही बघा कोणत्याही कडधान्याला उन्हाळ्यात लवकर येतात.
अच्छा. हो, हो. हो, हो, हो, बरोबर. हो, हो, हो. बरं. अं, बरं, बरं.
तसंच, इथेही तेच लॉजिक ॲप्लाय होतं. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये ह्या गोष्टी लवकर होतात आणि अं, खरं तर जितकं आपण हे मोकळं ठेवू ना, की झाकण न ठेवता खरं तर, एखादा खड्डा जर आपल्याला करता आला आणि त्या खड्ड्यात जर आपण कंपोस्टिंग करू शकू तर लवकर ही सगळी प्रक्रिया होते कंपोस्टिंगची.
बरोबर आहे, बरोबर आहे. हं, हं. बरं. अच्छा. हां, हां, हां. बरं. किंवा घरात एखादी कुंडी आपली असती एक्स्ट्रा कुंडी, त्याच्यात करू शकतो? एखादी एक्स्ट्रा कुंडी असते आणि मग त्याला जर ती
हो, हो, हो, हो, हो, म्हणजे आता हे प्रमाण आपण हां. कशावरुन ठरवायचं?
ती जर मातीची असेल, तर मग त्याला आपल्याला भोकं नाही करू शकणार ना, मग त्या केसमध्ये मातीची
हां, मातीची असेल तर आपण भोकं नाही करू शकणार बरोबर. पण कसं होतं ना, मातीची चालते कारण बघा माठातलं पाणीही भोकं नसताना गार होतं ना. <chuckles> करेक्ट, म्हणून ते पोरस असल्यामुळे मातीची कुंडी चालू शकते.
ती चालेल का मग, का नाही? अच्छा. हो, हो अर पोरस असतच म्हणजे ते, बरोबर. ठीक आहे. बरं.
ठीक आहे, पण प्लास्टिक पोरस नसतं ना? त्यामुळे आपल्याला त्याला भोकं पाडावी लागतात.
हो, हो, बरोबर आहे.
त्यामुळे मातीची कुंडी चालू शकते. तर आता हे प्रमाण आपण कसं ठरवायचं? की अ, किती सुका कचरा? म्हणजे क्वांटिटी एकंदर कंपोस्टिंगची किती झाली पाहिजे? हे कसं ठरवायचं? तर आपल्या आपल्याला किती गरज आहे त्याची? आपल्याकडे अशी किती झाडं आहेत?
बरोबर. अच्छा. हां, हां. किती झाली पाहिजे? हां, हां. अच्छा! मग ते झाडांना किती आपण त्याच्यावरून ठरवायचं बरं, बरं. मग काय प्रमाण असतं त्याचं? समजा एक झाड आहे, की बाबा मला झाड एक छोटसं कुंडीतच आहे. तर त्याला किती कंपोस्ट दिलं पाहिजे आठवड्याला वगैरे असं काही?
त्यावरनं ह्याची हां, त्याच्यावरनं ठरवायचं की किती हं. बरोबर. साधारण 1 थर खूप होतो कंपोस्टिंगचा.
बरं.
आणि 15-15 दिवसाने असं थोडंसं, थोडंसं कंपोस्टिंग द्यावं झाडांना.
अच्छा.

1 पातेल आपण घेतलं ना, त्याच्यामध्ये जमा असलेलं सगळं संपलं की पुन्हा 4थ्या दिवसापासनं किंवा 5व्या दिवसापासनं आपण जे चिरायला घेऊ कांदे, त्याची सालं पुन्हा जमा करत राहायची.
हां, हां. बरं. अच्छा. बरं, बरं, बरं. आलं लक्षात, अच्छा! हं आणि मग
असं. हं. तर ही एक सुरुवात म्हणून. मग त्याच्यानंतर आपल्याला एकदा एक समजलं की आता हे कंपोस्टिंग आपल्याला करायचं आहे किंवा आपल्याला जमतंय बाबा, की मग काय करायचं? अ, एक अ, आपली प्लास्टिकची बादली वगैरे असते ना
सुरुवात आजची, गुड. हां, हां. बरं.
अंघोळीची. हां, पण फक्त एवढंच आहे एक की त्याला काहीतरी झाकण असलं पाहिजे, नाहीतर मग डास होतील घरात, हां.
हो, हो, हो. अच्छा. हो, हो, मी तेच विचारणार होतो. डास होतील आणि अ, थोडंसं वास येण्याची पण शक्यता हं.
डास होतील, हो आणि त्याची थोडासा वासही येतो. हो, तर त्याच्यासाठी मी उपाय सांगते काय करायचं. पण अं
हं, हं. बरं, बरं.
हे एक बादली घ्यायची अ, ज्याला एक आपण झाकू शकतो व्यवस्थित आणि त्या बादलीला ना थोडीशी भोकं पाडायची.
हां. अच्छा.
कारण ऑक्सिजनचा संबंध आला पाहिजे. अ, सगळ्या बाजूनी थोडी-थोडी.
आ, ती कोणत्या बाजूला आणि?
म्हणजे पूर्ण बादलीला हां, हां, छोटी-छोटी भोकं पाडायची बादलीला आणि त्याच्यामध्ये आता काय करायचं? सुक्का कचरा म्हणजे कागद, कधी आपण लग्नाच्या आलेल्या पत्रिका फाडून फेकतो, कधी वर्तमानपत्र फेकतो, कधी फाइली अ, प्लास्टिक शक्यतो कंपोस्टिंगमध्ये वापरणं अ, म्हणजे मनाई आहे प्लास्टिक. कारण प्लास्टिकचं विघटन होत नाही, त्यामुळे त्याचं कंपोस्टिंग होऊच शकत नाही.
अच्छा सगळ्याच बाजूनी थोडी-थोडी. बरं, बरं, बरं, बरं. अच्छा. बरं. हां, हां, हां. हां, हां. मनाई आहे, बरं. बरोबर आहे. म्हणजे जे कचरा जे पण बरोबर आहे. म्हणजे सुका कचरा पण ज्याचं विघटन होऊ शकतं ते आपण पहिले घ्यायचं, बरं.
हां, असा सुका कचरा की ज्याचं विघटन होऊ शकतं. मग तो कोणता आहे? तर झाडाची सुकलेली पानं किंवा अ, आपला अ, म्हणजे कागद मी जसं म्हटलं तसं. मग कागद बऱ्याच फॉर्ममध्ये येतो टिश्यू पेपर असतो. नंतर अं, अ, वर्तमानपत्र असतं, मग प्रिंटरचे कागद असतात बऱ्यापैकी त्याची रद्दी झालेली असते, वर्तमानपत्र असतात. तर हा जो सगळा काही सुका कचरा आहे ना, तो सुका कचरा वेगळा जमा करायचा आणि जो ओला कचरा आहे, तो आपण वेगळा जमा करायचा. पण फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, की ओला कचऱ्यामध्ये अशी काही सडलेली फळं वगैरे येतात बघा जी खराब झालेली असतात किंवा भाज्या कधी-कधी सडलेल्या असतात.
बरं. सुकलेली पानं आहेत. बरोबर आहे. हो, हो. बरोबर आहे. बरोबर आहे. हं, हं. अच्छा. बरं. हां, हं.

अच्छा, 15-15 दिवसांनी. ओके. हं, हं, हं.
हां, हां. तर मग अ, ह्यावरून हे प्रमाण ठरवायचं आणि मग या 7 दिवसामध्ये ना, कधीतरी मध्ये झाकण उघडून आपल्याला खालची माती वर, वरच खाली, असं मिक्स करायला लागतं.
अच्छा. अच्छा, अच्छा, अच्छा.
जर आपल्याला हे करतांना घाण वाटत असेल
बरं आणि ते काय-काय हे हां, आता ग्लोव्हज घालू शकतात, बरोबर.
हां, नाही. तर हल्ली ना Amazonवर अ, असं 1 मशीन मिळतं ग्रीन कलरचं, की जे स्वतःच ढवळतं. म्हणजे फूड प्रोसेसर कसा असतो आपला. साधारण त्या प्रकारचं हे कंपोस्टिंगचं एक मशीन मिळतं. तर मग सगळंच वाचतं. ते लोखंडी असतं एकतर आपली जशी पूर्वी लोखंडाची कपाटं असायची नाही का? त्या अ, साधारणतः असं लोखंडी असतं ते मशीन. मग आपले हे सगळेच कष्ट वाचतात. प्लास्टिक घ्या, भोकं पाडा. ते मशीन आणलं, की ते स्वतःच मिक्स वगैरे करतं सगळं आणि 15 दिवसामध्ये आपलं कंपोस्टिंग तयार होतं. हां. अ, आता हां.
पण हं, हं. बरं. <chuckles> <chuckles> बरं, बरं, बरं. <chuckles> बरं, बरं. अच्छा. हो, हो, हो. बरं, बरं. हां, हां, हां. बरोबर. अरे वा! आपण मग आता याच्यामध्ये कधी-कधी ना, रेडीमेड आपल्याला एक असं मिळतात ना, वर्मी कंपोस्ट वगैरे. मग ते थोडंसं ॲज अ क कल्चर वगैरे टाकू शकतो का, थोडं कल्चर म्हणून टाकलं थोडंसं असं काही करता येऊ शकतं?
वर्मी, हो, हो. हो, टाकू शकतो ना. नक्कीच टाकू शकतो. तर आ मुळात अ, गांडूळ म्हणजे जे वम्स असतात, ते काय करतात, तर खालची माती वर आणतात भुसभुशीत करतात माती. वरची माती खाली. तर अ, नक्कीच आपण टाकू शकतो. त्यामुळे त्यांची न्यूट्रिएंट व्हॅल्यू जरा वाढते. मातीची. तर तेही करू शकतो आणि जर आपल्याला आजूबाजूला हे जे डास आणि दुर्गंधी टाळायची असेल ना, तर जिथे आपण हे कंपोस्टिंग करतो आहोत, त्याच्या आजूबाजूला गवती चहा लावावा.
हां, हां. हां, हां, हो. वर आणि वर हो, हो, हो. हं. अच्छा. हां, हां. तर हां.

सडलेलं असतात, बरं.
तर हां, तर त्या खराब झालेल्या भाज्या किंवा फळं शक्यतो घेऊ नयेत कंपोस्टिंग करताना. कारण पुन्हा अ, बघा म्हणजे ते खराब का होतं? कारण साधारणतः अ, त्या त्याच्यामधला नायट्रोजन वाढलेला असतो किंवा काहीतरी कीटकनाशकांमुळे त्या गोष्टी खराब होतात, सडतात. मग तेच जर आपण मातीला देणार तर पुन्हा ती झाडं काय घेणार ती विषच खेचून घेणार ना मातीतून झाडं. जे त्या फळामध्ये सडलेल्या गोष्टींमध्ये तयार झालंय. त्यामुळे ते शक्यतो टाळावं. आणि त्यामध्ये जी प्रोसेस होते कंपोस्टिंगमध्ये
असं का आणि म्हणजे? बरं. हां, हां. बरं, बरं, बरं, बरं, बरं. अच्छा, अच्छा, अच्छा. बरं, बरं, बरं. त्याच्यामुळं बरं, बरं. अच्छा. ठीक आहे, समजलं. हां, हां. हां, हां.
त्या प्रोसेसलाही ते सडलेली फळं थांबवतात. कारण त्याच्यावर जे ऑर्गॅनिझम्स किंवा बॅक्टेरियाज तयार होतात, ते कंपोस्टिंग रोखतात.
बरं, बरं, बरं. हां, हां. बरोबर. म्हणजे आपण जसं म्हणतो ना की आपल्या पोटामध्ये गुड बॅक्टेरिया, बॅड बॅक्टेरिया. तसं हे बॅक्टेरिया दोन्ही आहेत. पण हे बॅड बॅक्टेरिया आपल्याला अव्हॉइड करायचे आहेत. ते सडलेले आहे त्याच्यामुळं नको आहे आपल्याला. छान.
त्यामुळे बरोबर. हां. करेक्ट. करेक्ट. हां, हां, हां. हां. हे सडलेले ते बॅड बॅक्टेरियाज आहेत असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे ते शक्यतो कंपोस्टिंगसाठी नाही घ्यायचे. पण ह्याच्यासोबत आपण ताटात जे खरकटं टाकतो ना कढीपत्ता, <chuckles> मिरच्या, थोडीशी भाताची शीतं वगैरे जी काही आपली ताटात जमा होतात, पोळ्या. हां, हां.
बरं. बरं. हां, हां, हां. बरं. हो. जे काय आपलं शिल्लक राहतं किंवा लहान मुलं खातात ते अर्ध ठेवतात. तर जे टाकून देतो ते. हं.
अर्धं ठेवतात. हां. ते आपण ह्याच ओला कचऱ्यामध्ये नक्कीच घेऊ शकतो. पण याचं साधारण एक हं.
बरं. आता जसं तुम्ही मगाशी अ, जे हे केलं, 2 बकेट सांगितले तुम्ही. 1 बादली घ्या त्याला व्यवस्थित अशी अ, भोकं पाडा. पण मग ते दोन्ही ओल्या कचऱ्याला 1 वेगळी आणि ह्याला 1 वेगळी असं करायचं म्हणताय का?
हं. हो. नाही, नाही, नाही, नाही, नाही. कंपोस्टिंगसाठीची बादली आहे ही, ज्याला आपण भोकं पाडली आहेत ती. हे ओला कचरा, सुका कचरा हे 2 वेगळ्या आणखीन, या कचऱ्याच्या बादल्या आहेत.
हं. बरं, बरं, बरं.